बघा ना, आजकाल हल्लीच्या या जगामध्ये सोशल मीडियाचे वारे खूप वाहू लागले आणि या वाऱ्यांमध्ये येत आहे ते व्हायरल होणारे ट्रेंड्स, नाही का? मग ह्या ट्रेंड्समुळे जे सोशल मीडियाव येत आहे, ते तुम्हाला कसे वाटतात? काही सांगा ल मला?
हो, हो. अ, मी ट्राय करते की सगळ्याच ट्रेंडमध्ये जंप नाही करणार. म्हणजे आता बघा ना, अ, पूर्ण इंडियामध्ये किंवा ओवरऑल वर्ल्डमध्ये, अ, फॅशन, अ, मेकअप, स्किन केअर, अजून अ, वेटलिफ्टिंग असे खूप सारी ट्रेंड सुरु आहेत. आता असं नाही की मी या सगळ्याच गोष्टी करू शकते, हो की नाही? तर मला ज्या गोष्टी वाटतात, मला जे ट्रेंड्स खूप चांगले वाटतात. ते मी फॉलो करायचा नक्कीच ट्राय करते.
हं, हं. हं. बरोबर. हो ना. हं, हं. बरोबर ते अ, नवीन-नवीन राहतं तर आपण ते फॉलो पण करतो नाही का? पण बघा ना, तुम्हाला जेव्हा एखादा ट्रेंड अचानक व्हायरल होतो नाही का? रातोरात काहीतरी व्हायरल होऊन जातं आणि तेव्हा तुमच्या मनातले पहिले विचार काय असतात हो? काही उदाहरण सांगाल मला?
हो, हो, हो. हां. अ, ट्रेंड जर का चांगला असेल आणि मला असं वाटत असेल की अरे वाह! हे खूप छान आहे. तर माझा पहिला विचार असा असतो, की हे थोडं कंटिन्यू राहिलं पाहिजे. रॅदर दॅन ट्रेंड आला, 15-20 दिवस किंवा 1 महिना चालला आणि निघून गेला. तर का तो चांगला असेल तर असं होणं खूप चांगलं महत्त्वाचं आहे, चांगलं आहे. आणि जर का तो चांगलाही नसेल. जसं की मी मधीच बघितलेलं, आताची नाही गोष्ट आहे. जेव्हा TikTok होतं इंडियामध्ये तेव्हा तेव्हा खूप लोकं विचित्र-विचित्र ट्रेंड करायचे किंवा चॅलेंजेस घ्यायचे टास्क घ्यायचे मला वाटतं जसे की खूप जास्त वेळा तोंडामध्ये पाणी घेऊन राहणं किंवा साखर आणि मीठ खाणं म्हणजे हे विचित्र होतं ना खूप जास्त, हे ट्रेंड फॉलो करण्यासारखे नाही आहेत आणि आता जे-जे ट्रेंड सुरु आहेत की डिसिप्लिन राहणं, स्किन केअर करणं, स्वतःची काळजी घेणं, सेल्फ केअरचे ट्रेंड सुरू आहेत. मला हे ट्रेंड खूप चांगले वाटतात आणि मी फॉलोसुद्धा करते.
हं. हो. हं, हं. हं. अहं. हो. जसे की? हं, हं. हो, हो. बरोबर. हं, हं. बरोबर. नक्कीच. पण बघा ना जेव्हा हे ट्रेंड्स आपण फॉलो करतो तेव्हा बऱ्याचदा हे ट्रेंड्स जे असतात ते मजेदारपण असतात आणि पण काही वेळेला नुकसानही करतात नाही का? मग तुम्ही कधी एखादा अनुभव अ अनुभवला आहे का, काही अनुभव आहे तुमच्याकडे?
हो, हो. अ, म्हणजे आता बघा ना, आता सपोज, मी १ स्टुडंट आहे म्हणून मी १ उदाहरण देते तुम्हाला, १ ट्रेंड सुरु होता की कंटिन्युअस स्टडी करायचा. ५ तास, ८ तास, १ ० तास आणि आपल्याला स्वतःला शूट करायचं. ठीक आहे. मला कंटिन्युअस स्टडी करायचा, लाइक टाइम लॅप्स असतो त्याच्यानुसार, ५ तास, ६ तास आणि स्वतःला बघायचं की आपण किती मोटिवेटेड आणि किती डिसिप्लिन राहून तो स्टडी करतो. मला तो
हं, हं. बरोबर, सांगा? हं. काय, काय? हां? हां, हां. हा ट्रेंड होता.
हां, सुरू आहे. म्हणजे जी लोकं स्टुडंट लोकं आहेत. ती लोकं हा ट्रेंड नक्कीच फॉलो करतात. आणि हा खूप चांगला सुद्धा आहे मला वाटतं. की या ट्रेंडमुळे तुमचा एवढा अभ्यास होतोय. करिअरमध्ये तुम्ही एवढे पुढे जाऊ शकता जस्ट बिकोज ऑफ तुम्ही एवढा अभ्यास करणार, बरोबर? आता हा ट्रेंड किती चांगला आहे आणि त्याच्या ऑपोजिट म्हणजे फास्ट फॅशन, म्हणजे आता मिनिमलिस्ट फॅशन सुरू आहे किंवा आता खूप अशी चकमकीवाले कपड्यांची फॅशन सुरू आहे किंवा आता जीन्समध्ये किंवा बॅगी क्लोथ्सची फॅशन सुरू आहे. आता या फास्ट फॅशन क्लोथ्समध्ये, क्लायमेट चेंज किती मोठ्या प्रमाणात होतोय, होय की नाही?
हां. अच्छा. हो, हो. बरोबर. हं. हं, हं. हं, हं. बरोबर.
दिवसाला किंवा तुम्ही महिन्याला नवीन-नवीन कपडे घेताय, त्याचा परिणाम हा पर्यावरणावर पण होतोय. मला हा ट्रेंड एवढा फारसा भासला नाही, ॲज कम्पॅअर्ड टू अदर ट्रेंड्स.
बरोबर. हं, हं, मग कोणता ट्रेंड भासला तुम्हाला?
ते सांगितलं ना, जो स्टडी करायचा होता, तो मला खूप चांगला वाटला. हो, केलेला. म्हणजे पोस्ट नाही केलेला, पण ट्राय केलेलं, की अरे वा! हे तर बरोबर आहे. त्याचं कसं होतं, की अभ्यासाला बसलोय, तर फोन नाही घ्यायचा, फोन वेगळा रूममध्ये वगैरे ठेवायचा. कंटिन्युअस टायमर लावायचा, कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घ्यायचा आणि कंटिन्युअस जे आपलं काम असेल ना, ते सम हाऊ समजा की माझं 2 दिवसाचं काम आहे किंवा 3 दिवसाचं काम आहे. ती मी 1 दिवसातच करणार आणि मी त्या तेवढ्याच टाईममध्ये करणार. मग त्याला कितीही टाइम लागू दे, त्याच दिवशी करणार. आता या याच्यामुळे काय झालं? माझं जे 2-3 दिवसाचं काम होतं, ते 1 दिवसात झालं. हाय ना? हां आणि ही गोष्ट खूप चांगली वाटली मला.
मग तुम्ही केला होता, तो? अरे वाह! हां, हां. हं. हं, हं. हं. बरोबर. हो, हो. बरोबर. हं, हं. अरे वा! हं, हं. हो, खूप छानच होती ना मग ही गोष्ट आणि हे करण्याने, हा ट्रेंड्स फॉलो करण्याने, स्टडीचा, मग तुमच्या शिक्षणावरती पण काही असर होतो ना आणि माझ्या अ, तो चांगलाच असर होतो, नाही का?
हो, हो, नक्कीच.
मग काय अनुभवलं तुम्ही?
चांगले मार्क्स अर्थातच, म्हणजे चांगले मार्क्स, चांगले असाइनमेंट्स. असाइनमेंट लवकर होत चाललेत किंवा प्रॅक्टिकल्स जे आहेत, ते प्रायर स्टडी होत चाललाय आणि जास्त स्ट्रेस नाही आला. जेव्हा मेन एक्झाम होती, सेमेस्टरची एक्झाम होती, तेव्हा जास्त स्ट्रेस नाही आला कारण आपल्याला माहिती आहे की आपण आता कंटिन्युअस 5 तास 6 तास बसू शकतो. कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन न घेता.
अरे वाह! हां, हां. अरे वाह! म्हणजे हा ट्रेंड नक्कीच सगळ्या अ, शिक्षण क्षेत्रामध्ये फॉलो करायला पाहिजे सगळ्या स्टुडंट्सनी, विद्यार्थ्यांनी, हा ट्रेंड्स फॉलो करायला पाहिजे कारण खरंच खूप छान आहे, नाही का?
हो नक्कीच. कारण आता कसं आहे, फोन एवढ्या प्रमाणात आपण वापरतोय. काही लोकांना सवय आहे, मी जेव्हा सुरुवात म्हणजे एक्झाम असते तेव्हा बोलतो ना आपण मित्रांजवळ, "पेपर कसा गेला? आणि अभ्यास कसा केला काल रात्री?" मग ते काय सांगतात? एक प्रश्न गेला, मग रील्स चालवले, दुसरा प्रश्न केला आणि पुन्हा रील्स चालवले आणि त्याच्यापेक्षा नाही असाच बोलतात. तुम्ही हसाल पण आताची सिचुएशन हीच आहे.
हं, हं. बरोबर. हं. <laughs> हं, हो. हो ना.
हां, सगळे लोकं हेच करतायत. १ प्रश्न केला मग थोडे रिल्स चालवले. मग असं कॉन्सनट्रेशन जे असतं ना, ते सगळं बिघडलंय. मग हा ट्रेंड
बापरे! अहो मग तुम्ही हं, हां, बरोबर. मग काय तुम्ही तिथं पेपरामध्ये एक्झाममध्ये काय लिहिणारे? काय लि लिहीणार आहे तिथं पेपरामध्ये मग? कशे पास होणार मग?
हां, असंच आहे. तर हा ट्रेंड किती चांगला आहे ना सगळ्यांनी जर का लागू केला तर.
हं, हा लागू करायलाच पाहिजे मग. खरंच खूप छान ट्रेंड आहे आणि बघा ना, आता सोशल मीडियावरती आपण येतो बरं का? येऊ पुन्हा आणि सोशल मीडियावरती भाग घेण्याचा दबाव असतो का? कारण नवीन-नवीन ट्रेंड्स येत राहतात आणि आपलं पण मन होतं का. अरे! हा ट्रेंड आपण फॉलो करायला पाहिजे होता. असं करायला पाहिजे होतं मग त्यावेळेस काही दबाव येतो तुमच्यावरती?
हो. अं, दबाव असा नाही. आता बघा, प्रत्येक माणसाचं वेगवेगळं असतं की ठीक आहे, मला थोडी व्हिजिबिलिटी पाहिजे. मला सोशल मीडियावरती ट्रेंड किंवा फॉलो करायचंय, पोस्ट करायचेत. तर त्या लोकांवर जर का दबाव येत असेल तर मी त्यांना एक साधे ३ -४ प्रश्न स्वतःला विचारायला बोलेन की, हे तुमचे जे व्हॅल्यूज आहेत, त्याच्यामध्ये बसतं का? किंवा या ट्रेंडमुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होईल का? हे पण समजून घेणं जास्त ब महत्त्वाचं आहे ना? आणि जर का ट्रेंड खूपच चांगला असेल तर त्या ट्रेंडला मी किती अर्थपूर्ण आणि वेगळी बनवू शकते? हे क्वेशन जर का कोणी किंवा सगळ्यांनीच स्वतःला विचारले तर ट्रेंड किती चांगला होऊ शकतो, आहे ना? म्हणजे तो ट्रेंड जर का इन्स्पायर करणारा असेल. बाकीच्यांना काहीतरी शिकवणारा असेल. तर तो नक्कीच फॉलो करावा.
बरोबर. हं. बरोबर. हं, नक्कीच. हं, हं. समजले. हं, हं. नक्कीच, नक्कीच. तसं करावा. जर समजले तर नक्कीच फॉलो करावा नाहीतर सोडून द्यावा बाबा, नाही का. बघा ना, मग तुम्ही स्वतः कधी स्वतःला एखाद्या ट्रेंडमध्ये सामावून घेतलं आहे का? किंवा नाकारलं आहे? कधी झालंय असं कधी?
हो, हो. हां, आता बघा कझिन्स जेव्हा सगळे लोकं येतात ना सोबत, तेव्हा त्यांचं कसं असतं की अरे आता हे ट्रेंडीग आहे याचा आपण व्हिडिओ बनवूया. है ना?
हं, हं. हां तुम्ही बनवले का मग?
मी तर नव्हती, मी माझी सोशल प्रायवसी असं बोलतात ना, खूप जास्त कन्सर्न आहे की नाही बाबा, मला नाही यायचं सोशल मीडियावर. <chuckles> तर मग मी तो व्हिडिओ काढणार असतो ना माणूस ती आहे. हां, तर तुम्ही ठीक आहे तुम्ही डान्स करा, तुम्ही गाणं गा, मी तुमचा मस्त व्हिडिओ करेन, चांगली एडिटिंग करून देईन आणि तुम्ही पोस्ट करा <chuckles> कारण मला ट्रिक्स आणि ट्रिक्स माहिती आहेत की ठीक आहे ट्रेंड कसा आहे, ट्रेंड कसा व्हायरल वगैरे होतोय अल्गोरिथम कसा चालतोय. मग मी त्यांना हेल्प करते, सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण तुम्ही बनवा अ, मी शूट करेन आणि तुम्ही पोस्ट करा.
हं. हो का? हां, हो का? <chuckles> हं, हं. हो, अच्छा. हं, हं. बरोबर, म्हणजे तुम्ही कधी ते फॉलो नाही केले. एकंदरीत सांगायचं तुम्हाला. कधी त्या ट्रेनमध्ये सा हां, सामावून नाही गेले.
हां, फॉलो नाही केलंय. लाइक पोस्ट नाही केलं, पण अ, एकदमच असं फॉलो नाही केलं असं नाही बोलता येणार. पोस्ट नाही केलं कधी, पण नॉर्मल जे ट्रेंड होते, लाइक स्किन केअर चा जो ट्रेंड आहे, किंवा मी जसा स्टडीचा ट्रेंड होता, ते फॉलो केलेत. की पोस्ट वगैरे नाही केले त्याच्याबद्दल काहीच.
हं, हं. हं, हं. हं. हं. हं. हो का? आणि मग बघा ना, असे राहतात ना क्रिएटर्स आणि ब्रँड्सकडून किंवा साध्या वापरकर्त्यांकडून कोणत्या जबाबदाऱ्या अपेक्षा करतात? सांगा मला.
हां. म्हणजे तुम्हाला कसं बोलायचंय?
जे क्रिएटर्स वगैरे राहतात नाही का, जे पण आपले सोशल मीडियावरती क्रिएटर्स वगैरे राहतात, किंवा ब्रँड्स राहतात, वेगवेगळे ब्रँड्स राहतात नाही का? आणि किंवा साध्या वापरकर्त्यांकडून म्हणजे जे वापर करत आहात, अशा त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या अपेक्षा त्यांच्या करतात? म्हणजे नेमकं तुम्ही असे काही अ, साधे टिप्स द्याल का? का हे कसे वेगळे ओळखायचे? कधी त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचे? आणि त्यांना कसे नंतर टाळायचे? असं काही टिप्स द्याल? असं सांगाल?
हां, हां. हो, हो. आता बघा, सोशल मीडियावरती खूप सारे ब्रँड्स आहेत, जे ॲडव्हर्टाइजमेंट करत आहेत, त्यांची आणि मार्केटिंग, एवढी चांगली करत आहेत, की खूप लोकं स्कॅममध्ये पण फसत आहेत आणि खूप लोकांचं चांगलं पण होतं आहे. बरोबर?
हो, हो, हो.
आता या सगळ्यामध्ये आपल्याला स्वतः समजलं पाहिजे, की आपल्याला जसं मानसिक दडपण तर येत नाही ना, या गोष्टीचं, की अरे सगळाच सगळे सोशल मीडियाचे ब्रँड्स, स सगळ्याच गोष्टी मला पाहिजे तसं किंवा कोणी चुकीची माहिती देत असेल सोशल मीडियावरती, तर आपली स्वतःची एक जबाबदारी असते, की ते व्हेरिफाय करून बघावं, की अरे! हे खरोखर आहे, की चुकीचं आहे? कारण सगळ्यांना व्हायरल व्हायचं आहे, आताच्या जगात. सोशल मीडियावरती सगळ्यांना ट्रेंड्स नवीन-नवीन आणायचे आहेत, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला स्वतःची एक समज पाहिजे ना, की हा ट्रेंड बरोबर आहे, हा ट्रेंड चुकीचा आहे. म्हणून हो की नाही? कारण सगळ्यांना लोकांपर्यंत पोहचायचंय, आपल्या स्वतःचा रिच खूप जास्त वाढवायचंय. पण त्यासोबतच, आपल्याला आपला मानसिक तणाव किंवा बाकीच्या गोष्टी पण सांभाळायच्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे.
बरोबर. बरोबर. बरोबर. हं. समजलं. हो, ना. मग हे सगळं लक्षात ठेवूनच, काय ट्रेंड्स चुकीचा आहे आणि कोणते ट्रेंड्स चांगले आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यामधून निवडा आणि ते ट्रेंड्स तुम्ही एकंदरीत फॉलोपण करू शकतात, नाही का? म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होणे सगळ्यांना आजकाल जरुरी होऊन गेलेलं आहे, पण नेमकं त्याच्यामध्ये काय सहभागी आपल्याला व्हायचं आहे, कशा गोष्टींमध्ये आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सावध राहू नाही का, एकंदरीत?
हो, हो. हो, हो, नक्कीच.
असं सांगायचं आहे ना, तुम्हाला? हो, मग खूप छान माहिती दिली तुम्ही, बरं का आणि खरंच खूप महत्त्वाची माहिती होती, कारण हे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे ट्रेंड्स, इतके कधी-कधी चांगले पण ठरलेले आहेत लोकांना आणि कधी घातक पण ठरलेले आहे. पण नक्कीच तुम्ही सगळे मुद्दे मांडले इथे आणि ही माहिती खूप महत्त्वाची होती. नक्कीच, मी तुमच्याशी पुन्हा बोलेल, धन्यवाद.
हो. धन्यवाद.